मला काही टक्के तरी माझ्या मिळणाऱ्या जे आता सध्या पगार आहे, त्याच्यापेक्षा काही टक्के तरी त्याच्यात वाढच मिळाली पाहिजे. जर माझं एवढं इव्हॅ इव्हॅ माझं जे शिक्षण आहे, ते एवढा इव्हॅल्युएट करून मला एवढा पगार येणे एक्स्पेक्टेड आहे आणि ह्याच्यापेक्षा कमी जर मला माझी करंट ऑर्गनायझेशन देते, तर मी कुठेतरी मा त्याच्यापेक्षा जास्तीचाच बघणार आहे. पण ॲट द सेम टाईम त्या कंपनीचं जे काही बॅकग्राऊंड आहे, की बाबा त्या कंपनीची पार्श्वभूमी काय आहे? त्याचे जे जुने स म्हणजे तिथे जुने जे कर्मचारी आहेत, त्यांची काय इन्फॉर्मेशन आहे? त्यांच्या मते काय आहे कंपनीचे एथिक्स काय आहेत? फीडबॅक काय? बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये एखादा असाही असेल की ज्याला खूपच काहीतरी वाईट ट्रीटमेंट मिळालीही असेल आणि असेही असेल की जे म्हणतील की आम्हाला ह्याच ह्याच्यापेक्षा चांगलं ऑर्गनायझेशन मिळालं नाही.
हं. हं, हं. बरोबर आहे. हं, हं, हं. बरोबर आहे. हं, हं. हां. बरोबर आहे. हं. फीडबॅक काय आहे? वातावरण काय आहे? बरोबर. हं. हे अगदी खूप हं, हं. हो, हो. त्या हो, हो, हो. अगदी, अगदी. मला एक असं आठवलं म्हणून विचारतो की नाही का काही-काही कंपन्या आता जसं की आता आयटीमध्ये असतात की खूप मोठ्या कंपन्या आहेत दिग्गज, की ज्यांचं नाही का म्हणजे भारताच्या ते असं बॅकबोन वगैरे आपण समजतो. पण मग प्रत्यक्षात पगार फार कमी मिळतं मिळतो तुलनेने. म्हणजे बाकीच्या कंपन्यांपेक्षा. मग अ, लोकांनी काय वाटतं तुम्हाला, की ते कंपनीला महत्त्व दिलं पाहिजे की मग ग ग्रोथ या
तर ह्याच्यात शेवटी तो, तुमच्या अ, डिसिजनचा भाग आहे. हं, हं. बरोबर. बरोबर. बघा जेव्हा जेव्हा तुम्ही अशा कंपन्यांमध्ये काम करता, ज्यांचं नाव खूप मोठं आहे. आणि पगार मात्र कमी आहे. तर तिथे पहिला तुमचं ध्येय काय आहे? तुम्हाला काय हवंय? कारण बऱ्याच वेळेला अशा ठिकाणी फ्रेशर्स जॉइंट होतात, की ज्यांना कामाचा अनुभव नाही ते पहिल्यांदा काम करत असतात. आणि तिथला अनुभव आणि त्या कंपनीच नाव घेऊन त्यांना, पुढे दुसरी अ, जी अपॉर्च्युनिटी किंवा संधी आपण जी म्हणतो ती खूप चांगल्या प्रकारे मिळत असते. मग हा विचार करून बऱ्याच वेळेला जे आहे काम केलं जातं.
हां, हां. हां, हां. अच्छा. हां. अच्छा. हां. अच्छा. अच्छा. मग त्याच्यासाठी ते बेस्ट आहे. अगदी, अगदी, अगदी, अगदी. खूपच छान सांगितलं तुम्ही, हे की आपला मोटिव्ह पण आपण लक्षात घेतला पाहिजे की आपण फ्रेशर आहे, तर आपल्यासाठी हे एक एक स्टेपिंग स्टोन आहे किंवा नाही लॅडर आहे म्हणून आपण त्याचा हे बघितलं पाहिजे. अ, <chuckles>
हो. बरोबर. हो. कारण तुम्ही ऑलरेडी एका सर्टन रकमेवर काम करताय, तिकडनं खाली उतरून तुम्ही का दुसऱ्या एखाद्या अशा जॉबला जाल?
हो ना. हां, हां. अगदी, अगदी, अगदी खरं आहे. आणि चिटकून राहायची काही गरज नाहीये. पुरेसा अनुभवाला की आपण सोडूही शकतो किंवा दुसरं बघू शकतो. अगदी खूप छान. नवीन कंपनी बद्द
बरोबर. बरोबर, बरोबर. एकदा अनुभव आला की होतंय.
हां, कोणते संकेत तुमच्यासाठी रेड फ्लॅग वगैरे असतात, की अ, मग तुम्ही त्या Linkedinवर क्रॉस व्हेरिफाय करता का? किंवा काय असं काही टूल्स वगैरे वापरता का? की जे तुम्हाला नकोय, म्हणजे ह्या कंपनीत आहे आणि तिकडे जाऊनही तसं होऊ नये याची खात्री करायला काय करता थोडक्यात?
हं, हं. बरोबर. बघा ती हं, हं.

मग अशा वेळेस अशा लोकांना ह्या पद्धतीचे जे अ, जॉइनिंग अ, हे असतात की इन्स्ट्रक्शन असतात ते खूप लुक्रेटिव्ह वाटतात. खूप त्यांना आकर्षण अ, अ, वाटतं त्याचं आणि मग ते पटकन तिथे जायला तयार असतात. कारण त्यांना माहितीये की मी जरी नाही गेलो, तरी उद्या तिथे कोणतरी दुसरा येईल पटकन आणि त्या कॉन्ट्रॅक्टवरती ते काम करेल. आणि त्यामुळे ते लोकं अशा प्रकारे
बरोबरं. अच्छा. हं, हं. हं. अच्छा. मग अशा परिस्थितीमध्ये आपण घेऊ शकतो निर्णय त्या परिस्थितीमध्ये आपण इमिजिएट जॉइनिंगची घेऊ शकतो. खूपचं छान.
बरोबर. अगदीच घेऊ शकतो. कारण तुम्हाला तुम्ही जे काही करताय जर ते कॉन्ट्रॅक्टवर आहे आणि इथे मात्र तुम्हाला जी नोकरी मिळतेय, ती एक चांगली पगाराची महिनाभराच्या पगाराची कामाची नोकरी आहे. तर तुम्हाला हातावर पोट ठेवण्यापेक्षा तुम्हाला नक्कीच आवडेल, की एखाद्या महिनाभर त्या ठिकाणी जिथे आम्हाला महिन्याचा पगार एकत्र मिळेल अशा ठिकाणी काम करायला. मग अशा वेळेस जे आहे
हं. हं, हं. हां. हं. हं, हं. अगदी अगदी. खूपचं छान.
ते नोकरीचं म्हणतात ना, तुम्ही क्विक जॉइनिंग पाहिजे आम्हाला वगैरे त्यावेळेला अशी लोकं जी असतात जी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वगैरे असतात ते अगदी लवकर तिथे अ, आकर्षित होतात आणि तिथे जाऊन तिथे करतातही कामं मग.
हं, हं. हं. हं. अगदी, अगदी. खूपच छान. मग तुम्ही काय बघता बरं? की पगार हा एकमेव तुमचा निकष असतो नोकरी बदलताना चा की वाढीची संधी असते किंवा नोकरीची स्थिरता किंवा ऑफिसमधलं वातावरण. तर म्हणजे काय कारण असतं तुमच्यासाठी नोकरी बदलण्याचा मुख्य निर्णय घेताना. हं, हं.
सगळ्यात पहिला म्हणजे आपण जे काही काम करत आहोत ते आपल्या आवडीचं आहे का? कारण तुम्ही जिथून कुठून बाहेर जाणार आहात शेवटी कॉर्पोरेट हा सगळीकडनं सारखा आहे. तुम्हाला एका ठिकाणी रिझल्ट द्यायचाय तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलात तिथे पण तुम्हाला तुमचे रिझल्ट द्यायचेच आहेत. तुम्हाला 30 दिवसात सांगितलंय तर 30चं दिवस आहेत तुमच्याकडे असं नाहीये की दुसरी कंपनी तुम्हाला 31सावा दिवस देणार आहे. त्यामुळे पहिला तुमच्या मनामध्ये हे ठरवा तुम्हाला असं वाटेल "अरे यार इथे ह्या जाबात जॉबमध्ये किती कटकट आहे तिकडे नसेल." "दुरून डोंगर साजरे" असतात.
हं, हं, हं, हं. अगदी, अग हं. बरोबर आहे. बरोबर. हं, हं. हं. <laughs> अगदी, अगदी.
त्यामुळे पहिला पहिला जे काही अ, आपण म्हणतो ना जी सत्यता आहे ती तुम्ही अ, पारखून पहा आणि त्या सत्यतेला तुम्ही सामोरं जा, की बाबा "तिकडे जाऊन पण मला काम करायचंय, कदाचित जास्त करायचंय." कारण तुम्हाला तिथे प्रूव्ह करायचंय स्वतःला. परत एकदा इथे 5 वर्ष काम केलंय ते इथे लोकं तुम्हाला ओळखता आहेत, तिथे तुम्हाला कोणी ओळखणारं नसतं.
हं. हां, हां, हां. अच्छा. बरोबर हं. हं.
5 वर्षापूर्वी जसं स्क्रॅचपासून सुरुवात केली तशीच स्क्रॅचपासून सुरुवात तिथे होणार असते. हो पण बऱ्याच वेळेला
बरोबर आहे. हं, हं. बरोबर.
नवी कंपनी आहे किंवा पायलट प्रोसेस असतात बऱ्याच कंपन्यांमध्ये आणि मग तिथे तुम्हाला जे आता वाढीचे म्हणजे 6 महिन्यामध्ये प्रमोशन वगैरे, असे बऱ्याच वेळेला पायलट प्रोसेसला फायदे असतात. पण पाय पायलट प्रोसेसला धोकेही असतात की काही वेळेला ती प्रोसेस सुरु व्हायच्या आधीच बंद होऊ शकते.
हं. हं, हं, हं. बंद पडते. अगदी, अगदी. मग तुम्ही पा थोडक्यात करियर ग्रोथ बघता असं म्हणू शकतो का आपण की तुमच्यासाठी ते महत्वाचं असतं?
मग त्यामुळे ही जोखीम आहे. हां. करियर सगळ्याच दृष्टीने बघितलं जातं करियर ग्रोथच असत नाही जेव्हा आपण म्हणतो की
हं, हं, हं. हं, हं.